हं, हं. अ, मला तुम्ही आधी तर हे सांगा, की तुम्हा तुमचा छंद काय आहे? आणि त्याच्य मी तुम्हाला उत्तर देतो आधी, की तुमच्या प्रश्नाचं. हे बघा, आता तुम्हाला जर तुमचा छंद छ छ छंद ओळखायचा असेल ना, तर तुम्हाला सगळ्यात आधी हे जे आपले मोबाईल्स असतील किंवा कुठल्या दुसऱ्या प्रकारचे स्टिम्युलेशन असतील. म्हणजे डोक्याला ते ताण देणारे, असे सारखं हातात असणारे, अवेलेबल असणारे, त्या गोष्टी जर तुम्ही थोड्या साइडला ठेवायच्या आणि फक्त एका शांतीत बसायचं थोडा वेळ. अवघड असेल ते नक्कीच. सुरुवातीला खूप त्रास होतो ते शांत बसणं स्वतःसोबतच ते. म्हणजे ऐकायला तर खरं तर एकदम इलॉजिकल वाटते, की स्वतःसोबत बसायला पाहिजे आणि त्या त्यातच तुम्हाला त्रास होतो. <chuckles> तर ते करणं गरजेचं आहे. तुम्ही 5-10 मिनिटं थांबा आणि मग तुम्हाला आपोआप काही ना काही करायची इच्छा होणार. तुम्हाला क्रिकेट खेळायची इच्छा होणार, नाही तर कोणती आता एक स्पेसिफिक डान्स करायची, सिंगिंगची, जशी मला आवड आहे सिंगिंगची मला आवड आहे, नक्कीच. आणि मी ट्राय करतो ते कधी-कधी रियाज करायची, होत नाही माझ्याकडून एवढं, पण तरी ट्राय तर करतो ना. ते हॉबी हॉबी म्हणजे हे नाहीये, की तुम्हाला ते त्या गोष्टीमध्ये चांगलं असणं गरजेचं नाहीये. हॉबी म्हणजे ही, की तुम्ही ती तुम्हाला ती गोष्ट आवडते करायला. फक्त करायला आवडते. भलेही तुम्ही किती बेकार असूदेत त्याच्यात, भलेही तुम्ही या जगातली सगळ्यात बेकस बेकार सिंगर पण असू द्या, पण तुम्हाला ती गोष्ट आवडते म्हणून तुम्ही करता ती, त्याला हॉबी म्हणतात. आणि त्यात तुम्ही एकदम असे झोन आउट होतात. ते नक्की गरजेचं आहे.
तुम्हाला वाट हं. हं. हं. हं, हं. हं. बरोबर. हं, हं. हां. बरोबर. <sneezes> कमी करतात, हो, हो, बरोबर आहे. छंद बरोबर, बरोबर, नक्कीच. खूपच छान सांगितलं तुम्ही. म्हणजे तुम्हाला त्याबद्दल नॉलेज आहेच, एक्सपिरियन्स पण आहे. सगळ्या टिप्स तुम्ही छान दिल्या. छान वाटलं तुमच्याशी संवाद करून. तेवढं नॉलेज म्हणजे अ, मिळालं मला. आणि नक्कीच पुन्हा आपण बोलूया.
हो, हो. हो, हो. नक्कीच, नक्कीच. आपण भेटूया, नक्कीच. आणि तुम्ही तुमची छंद नाही सांगितला, तुम्ही अजून.
त्या दुसऱ्या विचारे धन्यवाद. आहां, माझी छंद आहे, वाचायचं, ट्रॅव्हल करायचं आणि अ, आर्किओलॉजिस्टमध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. जे मी माझं प्रोफेशन नाही करू शकले. कारण ते अ, पेआउट, ते पेआउट नाही करत आपल्याकडे व्यवस्थित म्हणून, फॅमिलीच्या याच्यामुळे. तर ते मी करू नाही शकली. पण आवड माझी अजूनही तशीच आहे. <chuckles>
हो. ओके, ओके. हां, हां, बरोबर, बरोबर. अच्छा, अच्छा. नक्की, नक्कीच. चालेल. चला, थँक यू. तुमच्याशी बोलून खूपच छान वाटलं. आपण नक्की भेटूया याच्यानंतर.
नक्कीच. चालेल, धन्य नक्की, नक्की, धन्यवाद.